फ्रेश झालो आणि मग परत
तुम्ही जे ज्यावेळेस ट्रॅकला गेलं होता, तुम्ही म्हटले पहिले, की आमच्याकडे डब्बे होते पहा. तर मग ते डब्बे तिथं तुम्ही किल्ल्यावरती गेल्यानंतर, तिथं काही नाश्ता वगैरे काही मजा वगैरे केली का तुम्ही तिथं नेमकं हां?
हां, हां, हां. हो. हो ना, हो ना. सगळे एकत्र बसून आम्ही ते डब्बे खाल्ले, अ, मज्जा केली. तिथं थोडं पाण्याची सोय होती आणि बाटल्या पण आम्ही घेऊन गेलो होतो, त्याच्यामुळं पाण्याची काही अडचण आली नाही. मग डब्बा खाल्ला आम्ही तिथं. काही-काही मुलांनी तिथं नाटकं अं, केली कुणी. कोणाच्या का जे असतात ना, की अ, 1 मुलगा होता, की ज्याने त्यामध्ये त्याने "वऱ्हाड निघाले लंडनला", तर ते परफॉर्म करून दाखवलं. तर ते खूप मज्जा वाटली.
अच्छा-अच्छा. अच्छा-अच्छा. हां. हं, हं. हं, हं. <chuckles> एकपात्री. अरे वाह! वाह! खूप सुंदर. आणि मग त्यावेळेस तुम्ही म्हंटलेत, की अजून अडचणी आल्या त्यानंतर आल्यानंतर. काय नेमकं अडचणी काय-काय आल्यात काय, ते रेल्वेचं काय बोलत होतं तुम्ही? हां, हां.
की न हां. हां. तर रेल्वे स्टेशनपासून ते लांब होतं ना, म्हणजे अं, आता ते कसं आपण यंग असतांना जरा जोश वगैरे असतं. तर कसं आयडियली आम्ही तिथून काहीतरी वाहन करून पायथ्यापर्यंत जायला पाहिजे होतं, पण चला ठीक आहे, आम्ही तिथं तसंच गेलो. आणि मग हायवे होता ना, हायवे क्रॉस करून जायचं होतं. तर ते पण एक दिव्यच होतं, कारण अ, एक्सप्रेस हायवे आणि तो क्रॉस करून पलीकडं जायचं, म्हणजे आपल्याला नाही का जीव मुठीत घालून गेल्यासारखंच होतं. तर ते पण एक रिस्कच होती हां. ते काय ते सुदैवाने आम्हाला काही झालं नाही, पण म्हणजे ते एक रिस्कच होती, ती घेतली आम्ही. आणि मग पुढं कसं आहे ना, काही-काही मुलांची गंमत काय झाली होती, की अडचणी अशा आल्या, की ते जीन्स पॅन्ट वगैरे घालून आले होते. <laughs> मग ते कसं ट्रेकला वगैरे जीन्स पॅन्ट नाही चालत, ते मांडीला मांडी घासते किंवा अनकम्फर्टेबल होतं. तर त्यांना <chuckles> काही-काही मुलांना तर अक्षरशः म्हणजे अ, पॅन्ट शेवटी वैतागून काढावी लागली. मग ते काहीतरी आपलं <laughs> साईडला स्वेटर वगैरे गुंडाळून असे पण आले होते काही-काही. <laughs>
हां, हां. बरोबर. हो, हो. हं. हं, हं. घेऊनच जाण्यासाठी. हो, हो. हं, हं. अच्छा. हं, हं. अरे बापरे! अवघडच. हं. नाही, घालत जीन्स पॅन्ट, हो. हो, हो. हं, हं. अरे! अरे देवा! पॅन्ट समजा, हां. ते अवघडच राहतं, म्हणजे ट्रॅकिंगला नेमकं कोणते कपडे घालावे हे पण महत्वाचं आहे. तर तुमचे कसे कपडे होते त्यावेळेस. <chuckles>
तर तेही झालं. महत्वाचं. नाही, मला तर माहिती होतं, मी थोडंफार आधी छोटे-मोठे ट्रेक केले होते. तर ट्रॅक पॅन्ट अ, जे आहे ना, ते त्याच नावच आहे ट्रॅक, म्हणजे ती ट्रॅकवर पळण्यासाठी, धावण्यासाठी आहे. तर तीच मला वाटतं बेस्ट आहे. आहे. शूज असलेले बेटर, एखादी काठी देखील बरोबर असावी, म्हणजे चढताना आधार मिळतो आपल्याला. तर त्या गोष्टी असाव्यात आणि बॅग पण कशी ना, फार जड नसावी. म्हणजे नाहीतर आपल्याला कसं आणखीन ओझं होत राहतं मग ते.
हो, हो. हं. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. हं, हं, हं, हं. हं, हं. हं. मग ह्याच्यात अ, नेमकं आपण म्हणजे ट्रॅकिंगला जाताना काय-काय गोष्टी जर ऐकल्या, तर म्हणजे काय केल्या, तर ते आपलं ट्रॅकिंग चांगलं होऊ शकतं. असं तुम्हाला वाटतं बरं?
हं.